अच्छा! म्हणजे त्या अशा
आम्हाला त्यांच्या गच्चीत झोपायचंय. हां, त्या ते जे घर आहे त्यांच शेतात बां
नफांगणाच्या खाली अक्षरशः. <chuckles>
अ‍ॅक्चुअली! तर पहिला त्यांनी तिकडचे जे आमचे मा वडिलांचे मामा होते त्यांनी नाही म्हंटलं, "अरे, तुम्हाला मच्छर वगैरे चावणार रात्रीच्या वेळेस, तुम्हाला झोप येईल का? आणि तुम्हाला सवय नाही आहे." पण, आम्ही सगळ्यांनी एवढा हट्ट धरलेला. मग त्यांनी काय केलं एक ना, धूर धुरी करतात ना, निम ह्याच्या पाल्याची, लिंबाच्या पाल्याची.
हं. बरोबर, हां. हं. हं. अच्छा! हां, म्हणजे डास चावू नयेत म्हणून. हां.
हां, कडूलिंबाच्या पाल्याची. म्हणजे छोटीशी अशी ना, अ, एक अ, जुनीशी अशी अ, लोखंडी कढई असते
कढई घेतली. हां, हां.
त्याच्यामध्ये 2-3 असे गवऱ्या असतात, त्या टाकल्या आणि त्याच्यावर लिंबाचा पाला टाकला.
हां. अच्छा!
ते मॉस्किटो रेपेलेंटचा जो, म्हणजे आपण आपल्याकडे अगरबत्त्या, गुड नाईट्स वगैरे लावतो ना, त्याचं काम त्याने केलेलं आणि त्यामुळे छानपैकी आणि वर ना, गच्चीमध्ये त्यांनी त्यांच्या टेरेसवर आम्हाला बेड, त्यांनी छान अंथरून दिले होते.
हो, हो, हो. येस. हो, हो. क्या बात है! अरे वाह!
आणि इतकं मस्त वाटत होतं ना.
काय सुख आहे याच्यात, खरंच.
सुख आहे, पण एवढी थंडी होती, जबरदस्त गारठा होता. पण ना, जेव्हा म्हणजे निचानी जो व्हायला लागली, सगळे शांत झाले. आम्ही मस्तपैकी पाठ टेकून वर आकाश बघतोय, तर एवढा सुंदर आकाश दिसतंय ना.
आ, <chuckles> बाप रे! हां, हां. वाह, वाह, वाह, वाह! मी कल्पना करतेय आहा!
म्हणजे मी त्याच्यामध्ये बोलूच शकत नाही, एवढं सुंदर आकाश.
अच्छा!

वाह! पण अ, मला एक सांगा
तिथे जे बघितलं ते कॅमेऱ्यात सुद्धा बसत नाही. <chuckles>
आह, ते डोळ्यात मावत नाही तर कॅमेरा कसा कॅप्चर करणार हो? <chuckles>
ऍक्च्युअली, ऍक्च्युअली की डोळ्यात म्हणजे आपण म्हणतो ना, अरे किती बघू आणि किती नाही आणि ते बघता, बघता डोळे जसे लवायला लागले होते. खरं तर आम्हाला ती पूर्ण आकाशगंगा बघायची होती.
बरोबर.
पण दुर्दैवाने 8:30 पासून आम्ही लोळलो होतो. साडे आठ पासून आमचं मस्त खगोलशास्त्रीय अ, एक लेक्चर चालू होतं असं म्हणता येईल. कारण हां
हां. <chuckles> मी तेच तुम्हाला विचारणार होते की, की असे तारे अ, आणि ह्या चांदण्या बघून असं काही त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे म्हणजे जाणून घेण्याची इच्छा अशी काही जागी झाली का? आणि मग तुम्ही काय केलत? हं.
अ, हो कारण तिथे ना, तिथे आम्हाला ना वेगवेगळे ना असे डिझाईन्स दिसत होते.
हां, बरोबर.
आणि डिझाईन्समध्ये कसं माहिती आहे, की आम्ही म्हणजे वडिलांना विचारतोय. आम्ही ऍक्च्युअली माझं आणि माझ्या भावाचं हे चाललं होतं, की ते बघ, ते बघ तिकडे ना, असं वाटतं आहे की इथे ना, असा हे आहे, स्केल आहे. म्हणजे आपण तराजू म्हणतो ना, तराजू तो आहे आणि म्हणजे काय आपल्या आपल्या ज्या 12 राशी आहेत ना
हां. हं. हां, ओके हां, हां, हां. तसं, तसं. हां, बरोबर हां. राशी करेक्ट तूळ राशी अ, दिसत होती तुम्हाला हं, हं, हं.
त्या 12 च्या 12, एक त्यात तुला राशी होती तिथे बरोबर. आणिक त्याच्या म्हणजे तिथं ते परफेक्ट तो ड्रॉ करून असा हाताने दाखवत होता. हे बघ ही अशी काटी केली. मग हे असं गेलं, ते असं झालं. ते तो, तो दाखवत होता आणि मग माझ्या वडिलांनी बघितलं की हा काय दाखवतोय. तो मग माझ्या वडिलांनी सांगितलं, की अरे ती तूळ राशी आहे तूळ.
ओ अरे वाह! अच्छा!
मग आम्ही म्हटलं आईला अशा, अशा राशी असतात?
ओह, हो!